बरोबर. आणि मग कधी-कधी काय होतं आपण आपल्या मित्र-परिवारासोबत जो कनेक्ट असतो तो आपण काय रोजच्या रोज त्यांना फोन लावून म मेंटेन करू शकत नाही. मग आपण त्याचा सोशल मीडियाचा वापर आणि कसं त्यांच्यासोबत कनेक्टेड राहतात. काय-काय तुमचं अ, म्हणजे रूपरेषा असते त्यांच्यासोबत कनेक्ट राहण्याची?
हो. नक्कीच. यामध्ये बघा अ, कनेक्ट राहण्यासाठी नोटिफिकेशन्सच महत्त्वाचं आहेना? आपल्याला नोटिफिकेशन्स वेळेवर भेटायला पाहिजे ज्याच्यासोबत आपल्याला कनेक्ट राहायचंय. मग नोटिफिकेशन जर तुमचं व्यवस्थापन चांगलं करता आलं, तर मग अ, तुमचा म्हणतातना अ, "हुकुम का इक्का" आहे नोटिफिकेशनला व्यवस्थापन कर <chuckles> नाही का. हे व्यवस्थापित तुम्ही व्यवस्थित करा अ, उदाहरणार्थ नोटिफिकेशन तर आपल्याला बंद करावं लागतातच. उदाहरणार्थ कामाच्या वेळेस अ, आपल्याला नोटिफिकेशन बंद करावं लागतात. पण तुम्ही अशी नोटिफिकेशन्स तुम्ही चालू ठेवा जी अ, नोटिफिकेशन्स तुम्हाला महत्त्वाची आहेत, नाही का. जसं तुमचा बॉस वगैरे तुम्हाला मेसेज करू शकतो, किंवा घर घरचे पण कधी-कधी मेसेज करतात अर्जंटमध्ये एमर्जन्सीमध्ये. तर तेव्हाला तुम्ही चालू ठेवू शकता तर अ, सांगायचं एवढच की नोटिफिकेशनवर प्रावीण्य जर तुम्ही मिळवलं त तर एक प्रकारे अ, दैनंदिन आयुष्यामध्ये जो आपला दबाव येतो ना, कामाच्या अ, वेळेस, अ, जर घरचा मेसेज आला किंवा घरी असताना कामाचा मेसेज आला तर हा दबाव कुठेतरी नाहीसा होतो जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन अ, ...वर प्रावीण्य मिळवता. मॅनेज करण्यावर.
हं, हो. बरोबर. हं. हं. बरोबर. हां बरोबर. हां. हं. हं. हं. हं. बरोबर, हां. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. नक्कीच नक्कीच. मग तुम्ही स्वतः कधी असं ठरवलंय का की आता आपण ऑनलाईन घे ब्रेक घेतला पाहिजे आणि त्यावेळेस तुमची रूपरेषा काय असते आणि काय बदलाव तुम्हाला बघायला भेटलेला आहे?
नक्कीच. अ, ऑनलाईन मी ब्रेक घेतो खूप वेळा. अ, विशेष तेव्हा जेव्हा आपल्याला बघ बघा ना, इंटरेस्ट येत नाही कशामध्येच किंवा निरागसपणा येतो किंवा असं होतं की नोटिफिकेशन्सचा ओव्हरलोड झालाय म्हणजे कोणीतरी आपल्याला काही ना काही ,काही ना काही पाठवतच राहतं आपल्याला वाटतं काय रे रोज-रोज यांच साला जाऊ द्या थोडा ब्रेकच घेतो, नाही का. तर अशा वेळेस ब्रेक अ, घेणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि मी पण घेतो ब्रेकच असं की बघा ना डी-एन-डी मी वापरतो. किंवा अ, फोनच वापरत नाही. म्हणजे अ, फोन जर जवळ ठेवायचा असेल तर डी-एन-डी किंवा फ्लाईट मोड मी वापरतो. आणि जर फोनवर काही काम नसेल तुम्हाला दुसरं तर फोनच जवळ ठेवत नाही मी. फोन मुद्दामहून दूर ठेवून देतो विशेषतः झोपण्याच्या आधी. अ, फोन माझा असतो आणि आह ड्रॉवरमध्ये वगैरे पण नाही ठेवत मी डायरेक्ट दुसऱ्याच रूममध्ये ठेवून नाही का. म्हणजे
हं. बरोबर. हां. हं. बरोबर. हं. बरोबर. हां. हो. हं. हं. बाप रे! हं. हं. हं. हं. बरोबर. हं. असं का? हां, म्हणजे जेणेकरून आपलं लक्षच जाणार नाही त्या फोनवरती.

नाही, नाही, नाही. पटत ना आपल्याला इंट्रोव्हर्ट आहे ना मी. <chuckles> ते अ, म्हणजे असं अ, समजा घोळक्यामध्ये जाणं म्हणजे आपल्याला सजा दिल्यासारखं वाटतं मला. <laughs>
असं आहे का? हं. बापरे! <chuckles>
आपलं दुरून-दुरूनच बरं आहे नाही का. हां, आपल्या ओळखीचे असले तर ठीक आहे ते कोणासोबतही जातात ते, म्हणजे त्यांचं त्यांचं दोस्ताचे दोस्त, त्याचे दोस्ताचे दोस्त पण माझं तसं नाही म्हणजे जवळचे एक अ, सर्कल ऑफ ट्रस्ट
हां. हं. हां. नाही, नाही. हां, म्हणजे आपल्या जवळचे राहिले तर मग मजा येते आपल्याला. ते दोस्तांच्या दोस्तांमध्ये जाऊन काय करणार?
हां आणि दुसरं कोणतरी भलतंच ते माझं कसं आहे, अ, माझं जमतं अ, पण अ, ओळख पडेपर्यंत, कम्फर्टेबल होण्यापर्यंत टाईम लागतो. एकदा कम्फर्टेबल झालं तर मग काही वाटत नाही मला असं आहे. हं, मग मी विचारतो ना आधी, की कोण यायलंय काय नाही, मग त्यानं भलतंच कोणी नावं सांगू लागलं, हे अ, अ, उम्म, पांडे यायला, सखे यायला. म्हटलं की जाऊदे म्हणतो. <laughs>
हं, हं. हं, बरोबर. हं. बरोबर, बरोबर. हं. हां, हां. हं. <laughs> <laughs> बरोबर आहे, बरोबर आहे. काय करणार मग अश्यासोबत जाऊन? नक्कीच.
<chuckles> आहे का नाही. हो ना. पांड्यासारख्याच काय करू मिरवून? <chuckles> जाऊ दे म्हणतो. ओळख ना पाळक अ, उगाच अ, मग ते अनकम्फर्टेबल होतं बघा अशा जागी. म्हणजे दुसऱ्यांची ओळख नाही तिथे जबरदस्ती आणि एखादं असे ते बोलकं त्यांच्यामधलं, ते जबरदस्ती आपल्याशी ओळख पाडण्याचा प्रयत्न करत येऊन. <chuckles> मग ती अ, ऑकवर्ड मोमेंट्स होता ना मग अशा वेळेस टाळतो म्हणतो जाऊदे नाही जाणार
मग. <chuckles> हं, हं. हं. बरोबर, हां. हे हं. बरोबर, हो. हं. बरोबर, हां. हं, मग काय टिप्स देणार तुम्ही मला की कशा पद्धतीने मी कनेक्टेड राहायला पाहिजे सर्वांसोबत?
हां, टिप्स तरी मी हेच देईल ना, की अ, तुम्ही जेवढं होईल तेवढं नोटिफिकेशनवर मॅनेज करा आणि वर्क आणि अ, घर यामध्ये तुम्ही बॅलन्स ठेवा नोटिफिकेशन्सनं आणि अ, नोटिफिकेशन जर मॅ बॅलन्स केलं, अर्जंट कॉल्स वगैरे तुम्ही त्याला फिल्टर आउट करू शकता ते तुम्ही नोटिफिकेशन्स घ्या. बेस्ट वे तर माझी अशी आहे की स्मार्ट वॉच आहे माझ्याकडे. स्मार्ट वॉचमध्ये काय होतं माहिती आहे का, तुमचा जरी डी-एन-डी मोबाईल असला पण अर्जंट नोटिफिकेशन तुमच्या डायरेक्ट वॉचमध्ये येतात रिस्टमध्ये फोनलाही फोनलाही हात लावायची गरज नाही. डिस्ट्रॅक्शन ते एक कमी होतं. डायरेक्ट वॉचमध्येच पाहायचं आणि एमर्जन्सी वाटली तर वॉचमधूनच कॉल करायचा म्हणजे फोनला हात लावायची गरजच नाही. तर बेस्ट वे हीच आहे असं मला वाटतं सध्या तरी, हं.
हं. हं. हं. हं. हं. हं. बरोबर, हां. हं, हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच. हं. नक्कीच, नक्कीच. तुम्ही खूप सुंदर सांगितलं की दैनंदिन आयुष्यात तुम्ही सतत कनेक्ट कसा राहू देतात दुसऱ्यांसोबत जेणेकरून तुम्हाला मदत होते, त्यांच्यासोबत संपर्क साधण्यात. तर अ, मला खूप आनंद झाला तुमच्यासोबत बोलून, तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद
हो ना.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

हो. त्याचं कामच असतं ना मॅनेज करणं सर्वांना इकडचा ग्रुपचा तिकडला मेसेज फॉरवर्ड करतंय, तिकडचा इकडं फॉरवर्ड करतंय आणि ईमेल वगैरे चेक करत राहते, हेच काम राहतंय मॉन मॅनेजरच जे असतं नाही का.
हं. बरोबर, हां. <chuckles> हं, हं. बस. हं. बरोबर. हां.
हां, मग अ, हे करतो मी आणि दुसरं मर्यादा सांगायचं झालं अ, तर अ, बघा ना अ, नोटिफिकेशन तर अ, जसं मी सांगितलं ना त्यामध्ये अ, नॉन एसेंशियल्स नोटिफिकेशन जे आहे बिनकामाचे ते मी फिल्टर आउट करून टाक
हं. हं. बरोबर. हं. ते बंद करतात का?
हां, बंदच करायचे त्या डायरेक्ट अ, तिकडंच हे होऊन जाता आपले.
अं, बरोबर. म्हणजे कामं आपली प्रोडक्टिविटीही वाढून जाते आणि रिकामे मेसेजही आपल्याला बघायला भेटत नाही. म्हणजे यांच यांचा जो म्हणजे एक लिमिट आहे ना ती तिथे सेट करून ठेवतात तुम्ही, बरोबर ना? मग तुम्हाला कधी असं झालं आहे का, की तुम्ही नोटिफिकेशन सगळं बंद केले आहे आणि तुमच्यामध्ये असा फोमो निर्माण "अरे काही मेसेज आला असेल, एखाद्या इम्पोर्टंट काहीतरी असेल तर मग त्याला बघितलं पाहिजे." आणि मग तुम्ही मोबाईल बघितला. पण ह्या गोष्टीलाच तुम्ही आता सवय लावून घेतली स्वतःला की "नाही, नाही बघायचं नाही आपल्याला कामावरती फोकस करायचा आहे." असं काही केलंय का?
बरोबर. हो. अजून तर हां. असं व्हायचं माझ्यासोबत आधी-आधी जेव्हा मी बिगिनर होतो नाही का म्हणजे अ, म्हणतात ना न्यूबी असं म्हणतात त्यांना अ, म्हणजे नवीन-नवीन आहे. आता काय आहे माझी अ, मी एकदम म्हणतात ना लेजेंडरी लेवलवर गेलेलं आहे काही कुछ मेरे को कुछ फरक नाही पडता. <laughs>
हं. हं. बरोबर. हां. न्यूबी. हं. अरे बापरे! हं. हां. <laughs> हं.
दुनिया इधर की उधर हो जय मेरे को कुछ फडक नही पडता. <chuckles>
हं, हं. बरोबर. मैं तो मेरे काम करता रहूंगा.
हां, फोमो हां, फोमो बिमो कुछ नहीं आता मेरे को अभी पहिले आता था <chuckles> आता काही येत नाही. कारण की कायच मिस होणार आहे? होऊन, होऊन असं मला वाटतं आणि अ, मग असं वाटतं मला की "चला बाबा मग"
हं. हां. <chuckles> आता काही येत नाही बरोबर. हं. हं.

कायच होईल, बॉस किंवा आपला मॅनेजर मॅसेज पाठवल नाही का आणि पाठवला तरी त्याला काय आपण उत्तर देत नाही आपण घरी बसल्या असल्या. ऑफिसमध्ये असलं तर देतो पण घरी असलं तर काय आहे घरी बसून तर पैसे देत नाही ना ते आपल्याला घरच्या काम. आणि हां कधी-कधी असं होतं अ, म्हणजे फॅमिली एमर्जन्सीचा कॉल तर नाही आला अ, विशेषतः हे ऑफिसमध्ये होतं पण घरी असल्यावर नाही. कारण की मीच घरी येतो कशाला फॅमिलीचं टेन्शन. <chuckles> हां, पण असं होतं ऑफिसमध्ये असताना की "अरे यार!" मग त्यावेळेस मी कधी-कधी जेव्हा ब्रेक वगैरे भेटतो ना, तेव्हा चेक करत राहतो अपडेट्स काही आले का मेसेज किंवा कॉल वगैरे आलाय का? त्यामुळे थोडा एक अ, म्हणतात ना अ, एक दबाव जो असतो आपल्या फॅमिली पण अ म्हणजे उपस्थित राहण्याचा एमर्जन्सीमध्ये तो दबाव कमी होतो माझ्या सायकॉलॉजिकल हो.
बरोबर. हं. बरोबर. हां. बरोबर. बरोबर. हं. हं. बरोबर. हां, घरी असणार आहे कशाला, हां. <chuckles> बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हां, हां, हां. हं. बरोबर. मग तुम्ही कधी असं अ, तुमचे जे परिवार आहेत जसं तुमचे भाऊ-बहीण असतील किंवा कुटुंबातले लोकं असतील यांच्यासोबत तुम्ही कसा कनेक्ट मेंटेन करून ठेवतात म्हणजे असं असं त्यांना महसूस नाही होत. "अरे आता डायरेक्ट हा अदृश्यचं होऊन गेला. गायबचं झालेला आहे हा." मग त्यांना असं महसूस करून देणं की "मी मी पण जिवंतच आहे. मी तुम्हाला भेटतोय, मेसेज करतोय" असं काही करता? कसं करता तुम्ही ते?
हां. तर तुम्ही स्वतःहून नाही करत तेच म्हणतात अ, जिंदा है क्या मर गया भाई? <chuckles> हां, मग मी त्याला पाठवतो ते मीम पाठवतो अभी हम जिंदा है ते मूवी नाही का "वेलकम" त्याच्यामधलं.
हां. हं. <chuckles> हां. हं. हां. <chuckles> बरोबर. हां, हां, हां.
हां. अभी हम जिंदा है. मग पाठ होतं म्हणजे असंच असतं आमचं इंटरॅक्शन कसं आहे माहिती आहे का नाही एवढा वेळ नसतो. अ, माझ्याइतकं असे रिकाम टेकडे नाही आहे कोणी म्हणजे मी पण नाही आहे रिकामटेकडे. मी रिकामटेकडा असतो किंवा फक्त संडेला वगैरे म्हणजे वीकेंडला मग तेव्हा मी मजे घेतो त्यांचे नाही का परेशान करतो. अ, काय चाललंय, काय नाही मग ते वीकेंडलाही त्यांचे अलग प्लॅन असतात म्हणजे अ, त्यांचं-त्यांचं चालू असते काही प्लॅनिंग पार्टी-बिर्टी हे ते आणि ते आपल्याला पटत नाही.
हं. बरोबर, हां. हं. बापरे! हां. हां. हं. बरोबर. हां. हं. <chuckles> बरोबर. हां. हं. बरोबर. आणि मग तुम्ही नाही करत का पार्टी-बीर्टी असं काही प्लॅनिंग?

लक्ष तर जातं, पण मला आळस येतो ना, उठून कुठं जाऊ यार तिकडं म्हणतो. <laughs> मग अ, अशामुळं थोडं इन्कन्व्हिनियन्स म्हणतात त्याला म्हणजे कसं, इन्कन्व्हिनियंट आपण बोलतो आणि आपलं मन असं आहे, की इन्कन्व्हिनियंट थिंगकडे आपोआप अट्रॅक्शन जे आहे कमी होऊन जात नाही का? अ, हं, असं सायकॉलॉजिकली तुम्ही हे करू शकता, अ, करू शकता.
हां. हां. <laughs> हां, हां. हं, बरोबर. बरोबर. गोष्ट. हां. बरोबर, हो. हं. म्हणजे सायकॉलॉजिकली खेळता तुम्ही स्वतःसोबत बरं का.
स्वतःसोबत नाही खेळत. <chuckles> स्वतःच्या मनासोबत खेळतो नाही का? <chuckles>
हं. <laughs> मनासोबत खेळ. हां, <chuckles> हं.
हां, येस.
बरोबर, बरोबर मग असं काय घरच्या लोकांना अ, किंवा सहकाऱ्यांना अ, काहीतरी मर्यादा तुम्ही सांगितली का? की अडचणी आल्या तेव्हाच तुम्ही मला कॉल करा किंवा काहीतरी मॅसेज करा, तेव्हाच मी तुम्हाला त्या एमर्जन्सी ग्रुपमध्ये जर तुम्ही बनवलं असेल, तिथे मॅसेज करा. म्हणजे तुम्हाला तेव्हा कळेल, नाहीतर मग असं रिकामे मॅसेज काही मला करू नका, असं काही तुम्ही सांगितलं आहे.
हां, मी सांगतो नेहमी सांगत असतो नाही का, असं भाजीपाला आण, हे आण नाही सांगायचं मला <chuckles> काय काय सांगायचं तरी आत्ताच सांगा म्हणतो निघताना ऑफिसमधून नाही का, ऑफिसमधला जाताना सांगा लगेच Swiggy, Zomatoहून किंवा अ, Swiggy इन्स्टंटवर भेटतं बघा भाजीपाला आज-काल. म्हणजे ऑनलाईन फूड तर ऑर्डर करू शकतो, ग्रोसरी वगैरे पण भेटत आहे तिथं आज-काल. भाजीपालापण किंवा बिग बास्केट अ, सांगा आता काय करायचं आहे, आत्ताच ऑर्डर करून टाकतो मी म्हणजे येईल 10 मिनिटामध्ये. तर तेव्हा नाही, नाही, नाही करतात मग ऑफिसला फोन लावतात नाही का हे ऑर्डर कर, ते ऑर्डर मग, मग सांगावं लागतंय तेच काम आहे राहिली मला आता. <chuckles> अ, मग म्हणतात, मग ऑफिसमध्ये अ, म्हणजे कर कितीच वेळ लागते नाही का 10 चं मिनिट म्हणजे थोडं पहावच लागते, मग अ, मग मी म्हणतो "हां, ऑफिसमध्ये काय मला झोपायचेच पैसे भेटतात ऑफिसमध्ये" "नाही का."
हं. हं, हं. <chuckles> हां. बरोबर, हां. हं. हो, हो, हो. हं. बरोबर. हं. बरोबर, हां. हम्म. हां, अरे! करू दे, करू दे. हां. <chuckles> बरोबर, हां. हं बरोबर. हां. हं. बरोबर, हां. <laughs>
असं ओ म्हणतात ना, एक सारकास्टिक वे असतो माझा त्यांचं सांगायचा. आणि त्यांना सांगावं लागतं बघा समजून सांगावं लागतं, की एमर्जन्सी असेल तरच मला कॉल करा आणि उचलला नाही समजा एमर्जन्सीमध्ये, तर मॅनेजरला वगैरे कॉल करत जा असं मी सांगून ठेवलेलं आहे आणि मॅनेजरचं काय तर असच पडलेला असतो WhatsAppवर नेहमी. <chuckles>
बरोबर, हां. हं, बरोबर. हं. बरोबर. हां, अ, ऑनलाईन 24 तास अवेलेबल असतो मॅनेजर.
त्याचं काम सगळं